हो, हो.
तर म्हणजे आणि म्हणजे हे सगळं ऐकताना आपल्यालाच इतकं खोट वाटतं, की तुम्ही माझा 1 तासाचा कोर्स करा तुम्हाला पटकन तुमच्या आवडीची नोकरी मिळेल. तर आता कोर्ससाठी लोक भलेही 100, 150, 200 जेवढे पैसे देतात पण समोरचा माणूस किती कमवतोय. तर म्हणून YouTube मला असं कधी-कधी वाटतं, की हे जे प्लॅटफॉर्म्स जे आहेत ना, मुख्य खबरदारी या प्लॅटफॉर्म्सनी घेतली पाहिजे. कारण ठीक आहे तुमचा प्लॅटफॉर्म फ्री आहे, तुम्ही सगळ्यांना कंटेंट तिथे टाकू देता, त्याची परवानगी देता, खूप चांगलं आहे. पण कुठे ना कुठे त्यांनीसुद्धा आपला एक सेन्सर बोर्ड बसवला पाहिजे. जे नवीन कंटेंट बघतात आणि रोज तर बघणं जमणार नाही, हे मलाही कळतं. कारण एवढा कंटेंट असतो सगळीकडे.
हो ना. अरे! <chuckles> हं, हं. अच्छा. बरोबर. हं, हं. हो ना. हं. हं, हं, बरोबर.
पण वापरा ना तुम्ही एआय वापरा. एआय तर सगळेच वापरतात तुम्हीही वापरा. वापरा एआय थोडा जो कंटेंट बघा, तो कितपत अ, चांगला आहे, वाईट आहे, तो बघा. आणि तो जर तुम्हाला असं काही सापडलं, तर काढून टाका ना तुमच्या प्लॅटफॉर्मवरनं WhatsAppवरही असं करू शकतो. आता WhatsAppवर कितीतरी असे विचित्र फॉरवर्ड येतात, की आता मी जास्त नाही बोलणार, कारण कधी-कधी देवांच्या नावावर सुद्धा येतात. की आज हा, हा सण आहे आता या, या देवाची तुमच्यावर कृपा आहे. हां, तर
हो. हो. हो, हो. हो. हो. हो, हो. बरोबर आहे, येत असता बाबांच्या नावावर खूप सारे. तर आता हे तुम्ही अ, सांगत आहात, तर अ, जसं की आता तुम्ही सांगितलं की अमाउंट पे करायला सांगतात काही, ठीक आहे. तर मग अ, अशा पद्धतीने ऑनलाईन फ्रॉड होण्याची पण खूप सारे चान्सस असतात, बरोबर.
हो, हो, हो. अगदी बरोबर.
हां, तर मग अशा प्रकारचे जे अ, काही सिच्युएशन असतात, जेव्हा ऑनलाईन फ्रॉड होऊ शकतात. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना कसं सांगल की इथे या प्रकारे पेमेंट नाही केलं पाहिजे.
आणि हे हं. जगतात.